पुस्तक वाचण्यातच आनंद आहे. कारण की मोबाईल मधून घेण्यासारखं काहीच नाही आहे. रील्स अस राहतात ना. स्किपिंग चालू राहते. नुसते एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक. आणि एवढ्या रील्स चालू असतात की आम्हाला माहित नाही की 10 रीलपूर्वी किंवा चौथ्या पा पहिल्या 4 रीलपूर्वी आपण काय पाहिलंय ते. आणि ह्याच्यातनं नॉलेज तर काही भेटत नाही. कोणी हसतंय, कोणी रडतं, कुणी मजाकच करतं. मला सांगा नेमकं तुमच्या जीवनात काय बदलतं. हं, हं, हं.
हं. हां राहायची. हां, हां. बरोबर, बरोबर. हां. हां, हां, हां. हं. हं, हं, हं, हं. अगदी बरोबर. अ अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर मला आणखीन असं विचारायचं होतं खरं तर, खरं तर असं विचारायचं होतं की आपण पी-डी-एफ ही मोबाईलवर वाचतो आणि पुस्तक हे असं हातात घेऊन वाचतो. तर मग ते पुस्तक वाचतांनाच आनंद मिळतो, की पी-डी-एफ अ, वाचण्यात आनंद मिळतो? काय तुम्हाला कम्फर्टेबल काय वाटतं किंवा आनंद मिळतो बा? तर कशामध्ये ते अ, मोबाईलचं पुस्तक वाचण्यामध्ये की आपलं हे फिजिकल पुस्तक जे असतं हार्ड कॉपी असते ते वाचण्यामध्ये?
हं, हं, हं. जी पारंपरिक पद्धत आहे ना वाचण्याची ती किंवा ब जी वर्षानुवर्षाची पद्धत आहे ना ती पी-डी-एफची किंवा कॉम्प्युटरची पद्धत नव्हती. ती फिजिकलच आपण पुस्तकं घेऊन आम्ही वाचू शकतो. हो, हो. आणि त्याचा माणसाच्या बुद्धीवरती वेगळा परिणाम होतो. मला असं वाटतं की आपण त्या पुस्तकाला फील करू शकतो. त्याच्यातले पानं पाहू शकतो. चित्र अगदी पाहू शकतो. त्याच्यातल्या घटना अगदी स्पष्टपणे मला वाटतं की ते पी-डी-एफपेक्षाही थोड्याफार स्पष्ट होतात. आणि भरपूर वेळेस पी-डी-एफमध्ये चित्र पण नसतात, काही नसतात. पण अशा पुस्तकांमध्ये चित्र असतात. थोडे जरी महाग असले, पण तुम्हाला खूपच आवडते एखादं पुस्तक तर घेऊन टाका. पी-डी-एफ शोधत नका बसू. कारण की ती फिलिंग येणार नाही तुम्हाला जशी फिलिंग ती वाचल्यावर येतं. कारण की वाचल्यानेच ती फिलिंग येते आपल्याला. हो.
हां, हां, हां. करेक्ट. पुस्तकं वाचतो, हार्ड कॉपीज. हो, हो, हो. अगदी बरोबर. अगदी. बरोबर, बरोबर. हां, हां, हां. हा जो. अगदी बरोबर. हां, हां. हं, हं. हां, हां. हं. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर.

मग पुस्तकं कशी आणू शकतो वगैरे काय सांगू शकता तुम्ही?
हो, हो. हो, अगदीच अ, पहिल्यांदा पहा ना, अ, की आपल्याला काय जे पुस्तकं आहेत त्यांच्यावरती डिस्काउंट कुठं जास्त भेटेल. तर आपल्याकडे एक जे साधन आहे इंटरनेट. त्या करवी आपण शोध घेऊ शकतो, की नेमकं कोणच्या आणि ह्या पुस्तकावरती किती डिस्काउंट आहे. नवीन पुस्तक आहे. ज्या ठिकाणाहून तुम्हाला कमी भावात पुस्तक भेटते, त्या ठिकाणाहून तुम्ही घेऊन या किंवा तुमचं काही अभ्यासाचा जर विषय असला तर भरपूर अ, शहरामध्ये असे काही दुकानाच्या गल्लीच असतात कारण मी प्रत्येक ठिकाणी पाहिलेलं आहे. नागपूरमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा. अजून अ, आमच्याही शहरात म्हणा. ह्या सगळ्या शहरामध्ये पण अ, अशा पुस्तकाची एक मार्केटच असतं. जिथे जुनीपण अ, पुस्तकं भेटतात. तर तिथे जाऊन आज तुमचं बजेटच नसलं, तर जुनी पुस्तकं घेऊन या. तुम्हाला काय तुमचं नॉलेजच इन्हांन्स करायचं आहे. तर तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता. पैसा हा जास्त अडखळला नसतो ज्ञानासाठी, ज्ञान घेण्यासाठी मला असं वाटते.
हं. हं, हं. अगदी बरोबर. हं. हं, हं. अगदी बरोबर. हो, हो, हो. वॉव! बरोबर. हं, बरोबर, बरोबर बरोबर आणि त्याचप्रमाणे मग सार्वजनिक वाचनालय वगैरे पण असतात. ते अगदी नाममात्र पैसे घेतात आणि तुम्हाला पुस्तक वाचवून देतात ते पण, हां.
हं, हं. हं, हं. हो, हो, हो. ते पण एक अपवाद म्हणजे ते ते पण आपण वापरू शकतो. परंतु सहसा अ, सामाजिक अ, जे वाचनालय आहे, तिथं आहे ना, अभ्यास आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे. पण अ पण आहे ना तिथे आपल्याला जे लागतं समजा, आमचे परीक्षेचे माझं एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी चालू ते सहसा ते मोठाले पुस्तकं वगैरे रेफर नाही करत. रोजच्या दैनंदिन जीवनातल्या कादंबऱ्या म्हणो किंवा एखाद्या लेखकाचे विचार म्हणा किंवा प्रसिद्ध झालेली पुस्तकं म्हणा, ते त्या ठिकाणी भेटतात आणि आपण त्याचा अभ्यास तिथं करू शकतो किंवा वाचू शकतो त्यांना. हो.
वापरू शकतो. बरोबर. हं, हं. हां, हां. रिफंड नाही. हो, हो, बरोबर. हं, हं, हं, हं. हं. ते असत करू शकतो, वाचू शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि अ, आणखीन एक आता एक सोय झालेली आहे वाचकांसाठी, की अ, पी-डी-एफमध्ये मिळतात पुस्तकं खूप आणि ते अगदी स्वस्त असतात. आणि ते अशा ब अ
हं, हं, हं, हं. हं, हं. हो, हो, हो. पी-डी-एफमध्ये अगदी मी काय म्हणतो तुम्ही जर पी-डी-एफ डाउनलोड केली तर ती खूपच छान. पण तुम्हाला ती कॉम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरतीच वाचावं लागतील आणि थोडं फार कधी-कधी तुम्ही एक पण काम करू शकता. नाहीतर जाऊन त्याचं प्रिंटआउट घेऊ शकता. पण पी-डी-एफमध्ये भरपूरपण पानं असतात. 100-150 एवढं पी-डी-एफ घेणं आपल्याला त्याच्याऐवजी ते पुस्तकच घेणं कधी-कधी परवडतं.
हं. वाचावी लागते. करू शकतं. बरोबर. हं.